अ, नाही मी म्हणजे तेवढं गिल्ट आणू देत नाही. म्हणजे तेवढं आता कंट्रोलिंग आलंय मला माझ्यावर तर मग अ, मी सरळ म्हणजे ॲडव्हान्समध्ये त्यांना इंटिमेट करते की मला मुलीचं गॅदरिंग आहे, तर मला सुट्टी हवी आहे, लीव्ह हवी आहे म्हणून मी त्यांना अप्लाय करते मग ती व वन डे लिव्ह अ, सँक्शन होती त्याचा काही इश्यू नसतो मग. तसं मी केलं होतं मागच्यावेळी आणि मग अ, अ, समजा काही अ, घरी कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे तर मग अ, लवकर निघून येणे म्हणा किंवा थोडं लेट जाणे किंवा अ, म्हणजे ते तेवढा 1-2 तास मॅनेज होतात इकडे तिकडे मग तसं करून कुटुंबाबरोबर गप्पा मारणे म्हणा किंवा त्यांच्या फेवरमध्ये त्यांना काहीतरी करणे म्हणजे किंवा त्यांना खायला करून देणे छान-छान वगैरे आणि त्यांना
हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं. अच हं. हां. हं, हं, हं, हं. हो ना. हं. म्हणजे असं कधी झालंच नाही का, की अ, सणासुदीचे दिवस आहेत आणि तुम्हाला ऑफिसला जायला लागलंय असं
हां. नाही, अ, सणासुदीच्या दिवशी हं, नाही असते काही काही सणांना सुट्टी असते काही काही सणांना नाही, मग ज्यावेळी सुट्टी नसते त्यावेळी मग आदल्या दिवशी काहीतरी मदत करून ठेवणे, पुरण करून ठेवणे किंवा सकाळी लवकर उठून भाजी करून ठेवणे, मग पुरणाचं पोळ्यांचं ते काही मॅनेज करू शकतात किंवा नुसत्या आमटी करून जाणे कटाची आमटी म्हणा बाकी मग ते बाकीचं पाठीमागचं मॅनेज करतात म्हणजे थोडक्यात कसं बॅलन्सिंग करता आलं पाहिजे आणि त्यांचं पण काम असं म्हणजे असं वाटायला नको की ही काहीच करत नाही, नुसती खाते, बसते आणि जाते. आणि मग ऑफिसमध्ये पण असं वाटायला नको की घरच्या जबाबदाऱ्यामुळे इथे फारच दुर्लक्ष करते म्हणून असा माझा साधारण समतोल साधण्याचा प्रयत्न करते मी थोडक्यात न्याय द्यायचा कुणीकडे प्रयत्न असतो.
हं, हं. हां. हां. अ हं. अ, हां. वाह! हं. हं, हं, हं, हं. हां. हो ना, तेच तर. हं. वाह. फारच छान. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही काम आणि घर दोन्हीही गोष्टींमध्ये संतुलन सांभाळता खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी म्हणजे तुमचे जे अनुभव होते की मुलीला घरी अ, <chuckles> सोडून जाणं आणि काम कामही सांभाळणं खरंच खूप छान वाटलं बोलून आणि तुमचे अनुभवही ऐकून पुन्हा नक्की आवडेल तुमच्याशी बोलायला तुमचे खरंच खूप आभार. धन्यवाद.
हो. हो. हो, धन्यवाद.